हो, हो. अ‍ॅक्चुअली काय होतं ना एक अ, म्हणजे आपल्या जी म्हणजे ब नॅशनल मेडिकल काउंसिल आहे, भारताचे, जी मेडिकल काउंसिल आहे, वैद्यकीय परिषद संस्था, तर तिने काही नियम शिथिल केलेले आहे. तर ते जर नियम त्या ठराविक देशाने जर फॉलो केले, तर तिथली जी डिग्री आहे म्हणजे तिथली जी आपण अ, हे करतो प्रशिक्षण घेतो, तर ते पूर्णपणे व्हॅलिड आहे. बट त्याच्याकरता एक अ, भारत सरकारनं एक अट घातलेली आहे, की तुम्ही भारतात आल्यानंतर ते एक एक्झाम आहे तर ती तुम्हाला पास करावी लागते स्क्रीनिंग टेस्ट. जर ती तुम्ही पास जर केली नाही, तर तुमची ती डिग्री तोपर्यंत ग्राह्य धरली जात नाही. पण त्याच्यासाठी पण खूप सारे अटेम्प्ट दिलेत सरकारने, तर नक्कीच म्हणजे कुणीही ती पास करू शकतो आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्या पहिल्या प्रयत्नात मी ती परीक्षा यशस्वीपणे पार केली आहे.
बरोबर. हं. हां, हं. कोणती अट आहे? हं. ओके. अच्छा. हं. हां, हं. अरे वाह! वाह! मस्तच अभिनंदन. तर यामध्ये मला एक आणखीन विचारायचं होतं, की अ, जेव्हा आपण घरापासून दूर राहतो नाही का, तर तिथला अ, म्हणजे राहताना तिथला जो लोकांचा व्यवहार तुमच्यासोबत आहे, तर तो काही वेगळा असा होता? का कारण की आपली जे म्हणतो ना वेगळा म्हणजे इंडियन्स वेगळे दिसायला असतात जरा आणि अ, त्या फिलिपीन्सचेही लोकं थोडे दिसायला वेगळेच असतात नाही का? अ, चिनी लोकां टाइप, हं, हं. तर
हो. हो, हो. हो, हो, हो. खूप, खूप असा फरक आहे. हो, हो, हो, हो. जसे आपल्या इथं बघा नॉर्थ ईस्टमध्ये लोकं दिसतात, तर त्यांची जी चेहरापट्टी आहे, ती तंतोतंत म्हणजे थोडीफार प्रमाणात हुबेहूब त्यांच्याशी जुळते. म्हणजे आपल्याला म्हणजे असं वाटतं, की खूप सारे म्हणजे नाही का ते आपला म्यानमार वगैरे कंट्री आहे बघा आजू-बाजूला आपले नागालँड वगैरे.
अच्छा. बरोबर आहे. ज्या साउथ ईस्ट च्या कंट्र्या म्हणतो आपण.
हो, मिझोराम वगैरे तर तिथल्या लोकांसारखे ते अ, म्हणजे दिसतात. तर तो दिसण्याचा एक वेगळा भाग झाला आणि तिथे म्हणजे काय आहे ना इंग्लिश एवढी म्हणजे अ, ब बोलली जाते प्रामुख्याने. त्यांची जी मूळ भाषा आहे तगालोक. जसं मी म्हणालो, की मी ती पण शिकायचा प्रयत्न केला. तर त्या भाषेनंतर इंग्लिश हीच त्यांची म्हणजे एक अ, पूर्ण वर्किंग लँग्वेज तीच आहे आणि तिथलं एक वैशिष्ट्य सांगू का तिथे शाळा, कॉलेज हे सर्व 12 तास असतात. कामसुद्धा 12 तास असतं. तर तिथे राहून आहे ना, मी सर्वात जास्त काय शिकलो असेल ना तर काम करणे आणि अभ्यास करणे या गोष्टी इतक्या म्हणजे अ, शिकण्यात आल्या आणि इतकं म्हणजे स्वतःला त्या पद्धतीने जसं भारतात बघा आपण पाहतो 8 तासाची नोकरी आहे साधारणपणे.
हं. बरोबर. अच्छा. अच्छा. हो, तर मला आणखीन एक.
आणि त्यात पण लोक म्हणजे काम करत नाहीत एवढं.
<chuckles> बरोबर, आणखीन यामध्ये मला एक विचारायचं होतं.
<chuckles> बट तिथली लोकं खूप काम करतात. हां, बोला.